अ, जेवढं जमेल तेवढा टोन न्यूट्रल ठेवावा, जास्त आवाज चढवू नये. आणि आपल्या ज्या काही समस्या असतील त्या व्यवस्थित मांडाव्यात. खूप जास्त महत्त्वाचं आहे की त्यांना समजावून देणं की रिझन मेन रिझन काय आहे. जे खरं आहे तेच सांगावं आणि
हं, हं. हं. हां, हां. पण दुसरा पण एक भाग आहे, हे बघा म म माझा अनुभव आहे, की मी अ, कमी अ, प्रमाणामध्ये अ, आवाज चढवतो, खूप शांतपणे बोलतो. तर काही-काही वेळेला लोक ग त्याचा गैरफायदा पण घेतात. तर तुम्हाला असं वाटतं का, का फार गरीब बोललं की सुद्धा तोटा होऊ शकेल?
हां.